हं, हं, हं, हं आणि खूपदा बघा ना, ज्या दिवशी पगार असतो तर त्यावेळेस आपल्या घरी आपलं वेगळं असं स्वागत होतं का हो? कारण प्रत्येकाला एक ओढ असते, की चला, आज 4 पैसे येतील. मग खर्चाच्या बाबी त्या हाताळायच्या असतात. बायकोच्या हातात थोडे पैसे, मुलांसाठी थोडं हे. तर त्या दिवशी स्वागत वगैरे त्या पद्धतीत काही बदल वगैरे जाणवतं का तुम्हाला?
<chuckles> हो, हो, ते तर आहे. काय मुलांचं मुलाचं ठीक आहे. आता मुलं तर छोटे आहेत, त्यांना काही एवढं हे नाहीये, पण त्यांना जर म्हणलेलं असेल नाही आधीच्या महिन्यात की पुढच्या महिन्यात घेऊ आपण, पुढच्या महिन्यात जेव्हा पगार आली तेव्हा घेऊ
<chuckles> हो, पगार झाल्यावर तुला हे घेऊन देतो तर मुलांना एक ओढ असते ना, मग ते काय करतात, ती गोष्ट लक्षात ठेवतात, नाही का आणि आईकडे तगाता लावतात की बाबांचा पगार कधी होणार आहे? मग आई सांगते की हा, हा, उद्या पगार होणार आहे. मग ते काय र दारातच बसतात किंवा आपली जी वाईफ असते, नाही का, आपली पत्नी तर तिला पण एक असं एक ओढ असते की हा चला आता नवऱ्याचा, आपला पतीदेवांचा पगार होईल आणि 4 पैसे घरात भेटेल तर मी त्यातले थोडे पैसे काढून माझ्यासाठी ही साडी पहिली ती घेईल वगैरे, नाही का. असं काही होत का? मग त्यावेळेस स्वागताच्या पद्धती बदलतात का घरच्यांच्या?
हां, ते. हो. <chuckles> <chuckles> हो. <chuckles> हो, हो. स्वागताच्या पद्धती हां, म्हणजे नक्कीच बदलतात. नक्की त्या दिवशी आपल्याला पनीरची भाजी खायला भेटते, त्या दिवशी अजून वेगवेगळे लस्सी वगैरे असते, स्पेशल काही असते हो, ते, ते सगळं, सगळं ते. काही ना काही प्रत्येक महिन्याला ते स्पेशल असतेच.
चिकन, मटण वगैरे. हं, हं. <chuckles> हं, हं, हं.
हां, आणखी म्हणजे खूप आहे, लेकरं पण असे वेगळे थोडेसे वेगळे ट्रीट करायला सुरु करतात तुम्हाला. ते कसे जास्त एनर्जी ने, जास्त किंवा ते आठवून लेकरं आहेत, ते आठवून देतात की "पप्पा तुम्ही म्हणलं होतं की हे आणायचं आपल्याला. नेक्स्ट मंथ घ्यायचं आहे." मग हां, मग ते आता लेकर आहेत त्यांना काही एवढं समजत नाही की लगेच नसतं बोलायचं ते. ते थोडं आधी नंतर बोलायचं असतं किंवा ते त्यांना आता कम्युनिकेशन एवढं जमणार नाही ना. मग लेकरं आहेत ते डायरेक्टली म्हणतात की "पप्पा, तुम्ही म्हणलं होतं हे घ्यायचं." म्हणलं गेल की आता ते प्रेशर देतात की घ्यायचं म्हणलं होतं म्हणून सॅलरी आला तर घ्या लगेच ते. आपण उद्या जाऊ, उद्या जाऊ की परवा जाऊ? किंवा संडेला जायचं? तर लगेच विचारतात. त्यांना ॲन्सर्स पाहिजे लगेच तिथं. त्यांना जर उत्तर नाही दिलं तर ते एकदम असे ते वेगळं आता ते आणखी चिडतील मग ते त्या उत्तर नाही दिल्यावर.
हं, हं, हं. हं, हं, हं. बरोबर. हो, हो, हो. हं, हं, हं.

अच्छा आणि खूपदा बघा ना घरामध्ये, एक अ, म्हणजे नाही का अनपेक्षितपणे पाहुणे वगैरे येतात नाही का? मग अशा वेळेस त्यांचं अनौपचारिक जे स्वागत आहे ते तुम्ही कसं करता ओ?
हो. <shushes> हं, बघा आता अनौपचारिक, म्हणजे न सांगता तर नक्कीच येतात. काहीजण असतातच ते, की न विचारताच, काही नाही सरळ होऊन जातात. पण ठीक आहे जर पाहुणे जर मला आवडत असतील तर त्यांचं स्वागत खूप चांगल्याने करतो, की मग किंवा ट्राय करतो, की यार पूर्ण ट्राय करतो, की या व्यक्तीला आता
हं, हं, हं. हं. म्हणजे कसं, फटाके वगैरे फोडून का?
नाही, नाही, नाही. एवढं नाही. य एवढं काय फटाके वगैरे फोडण्यासाठी एवढे पा पाहुणे कोणते येणार?
<laughs> अच्छा, अच्छा. हं, हं, हं.
आता एकदा एक्चुअली माझे जावई आले होते.
हं, हं, हं.
हां, मग ते ते जेव्हा आले होते तेव्हा खूपच असं, अचानकच आले होते ते त्यांना काहीतरी ते फिरायला गेले होते आणि अ, आम्ही एक्चुअली पुण्याच्या जवळ राहतो तर ते जेजुरी आले होते.
अच्छा-अच्छा.
हां, ते जेजुरी आले होते मग उशीर खूप झाला होता. मग त्यांनी म्हणलं, "की येतो पुण्यालाच." मग ते आले आमच्या घरी. हडपसरला आमचं घर आहे तर तिकडं, आल्यानंतर अचानक आले मग माझ्या बायकोनं ते, केलं ट्रीट केलं चांगल्याने त्यांनी. उशिरा आले होते एक्चुअली, ते 11 वाजता आलते रात्री.
हं, हं, हं. हं, हं. अच्छा.
आणि अ, 9-10 वाजता त्यांनी काहीतरी फोन केला होता, की येणार आहे म्हणून आम्ही. मग ते आले, सगळं झालं. आले मग त्याच्यात पाहुणचार करायला काही टाईम भेटला नाही. पण सुचलं नाही, की काय करू आता यांना आता.
हं, हं, हं. अरे बाप!